मला सांस्कृतिकरित्या किंवा आत्ताच्या गोष्टीला ॲड होणारी अशी सांगायची म्हणजे गावाकडची सण. तर अ, आपण मोठ्या. अ, शहरात बघतो की सण खूप वेगळ्याच पद्धतीने साजरे करतात. रंगपंचमी म्हणा, होळी म्हणा. तर मला गावाकडची होळीच्या बाबतीत एक आमची गंमत झालेली मला सांगायला आवडेल. तर अ, आमच्या गावाकडे रामाच्या मंदिरावर एक होळी असायची. त्यावेळी अ, कसं असायचं रात्री होळी करा, त्याला आज्जी आमची पुरणाचे, आई सगळे पुरणाचे नैवेद्य घेऊन जायच्या. मग ती होळी दे होळी पुरणाची पोळी अशी गाणी म्हणत आम्ही त्या माबो बोंबा मारायचो सगळं करायचो आणि आमचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे दुसऱ्या दिवशी गावभर फिरायचं आणि त्या होळीत कोणी-कोणी ना दक्षिणा म्हणून ₹1, ₹2 असे ठोकळे टाकायचं.
अरे वाह! हो बरोबर. हो नक्कीच मला आवडेल ऐकायला. हां, हां. हो. <chuckles> हां, हां, हां.
तर आम्ही सगळे आगाव मुलं ते जाऊन पैसे गोळा करायचो, त्याचे रंग विकत आणायचो आणि ती राख आणि सगळे रंग म्हणून एकमेकांना इतके फासायचो आणि आम्हाला माहीत असायचं आता घरी जाऊन आम्ही मार खाणार आहे तर ती एक मज्जाच वेगळी होती की ती राख घ्यायची, सगळे गावभर फिरायचो, ते एकमेकांना लावायचो. आत्ताचे जे ऑर्गेनिक रंग वगैरे जे चालू आहे ना, आम्हाला यापेक्षाही ती जुनी खेळलेली होळी जास्त आवडायची बाबा.
अरे वाह, खूप छान! तर अ, मला एक सांगा, इतरांसाठी अ, जे इतर श्रोते आहेत त्यांच्यासाठी तुम्ही असे काही टिप्स असे काही सल्ले वगैरे देऊ शकाल का? अ, जेणेकरून त्यांना त्या जुन्या मंडळीसोबत त्यांचे घालवले क्षण असे पुरा पुन्हा परत असे जिवंत करता येईल वगैरे असं काही?
मला वाटतं कोणतेही क्षण किंवा कोणत्याही आठवणी जिवंत करायच्या असतील ना, तर संवाद हा एकच माध्यम आहे. सध्या ते WhatsAppवरचे मेसेज म्हणा किंवा एकमेकांना फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या रील्स म्हणा यातून काही संवाद आणि आठवणी काही जाग्या होत नाहीत. मला वाटतं वर्षातनं किमान एकदा तरी तुम्ही वेळ काढूच शकता ना, की आपल्या जु मोठ्या माणसांसोबत, मावश्या असतील, मामा असतील, काका असतील, एक दिवस सगळे गैरसमज असतील म्हणा किंवा काही दुरावे असतील म्हणा, सगळं विसरून एकत्र बसावं. प्रत्येकानं आपापल्या आवडीचे पदार्थ खावेत, जुने फोटोज बघावेत, मग त्या फोटोमागच्या आठवणी सांगाव्यात आणि तुम्हाला सांगते आपले आजोबा, काका, मावश्या, यांच्याकडे इतक्या धम्माल आठवणी कारण त्या काळात ना फोन होते, ना काही मनोरंजनाची वेगळी साहित्य. होत्या त्या फक्त एकमेकांसोबत घालवलेल्या आठवणी. इतके मजेदार किस्से जागे होतात. आणि असं पण म्हणू शकतो की अन्न म्हणा किंवा संवाद म्हणा, माणसाची मनं खूप जवळ येतात ह्या दोन्ही गोष्टींनी.
अरे वाह! खूप छान! बरोबर. हो. हो, बरोबर. बरोबर, बरोबर. हो, ते तर आहेच.